हो ना आणि मग त्यांनी बरोबर योग्य भूमिका दिली कारण बाकी मला काही एक्सप्लेन करता आलं नसतं की अ‍ॅज अ मार्केटिंग मॅनेजर
नाव. म्हणजे त्यांना माहिती होतं की तुमच्यामध्ये काय आहे? तुमच्यातले क्वालिटीज त्यांना माहिती होतं.
हो, हो. ते हो, म्हणजे तेच इम्पोर्टंट असतं ना, मी खरा मित्र असा असतो की त्याला आपल्याला जज करता आल आलं पाहिजे. आपण कुठे कमी पडतो? ते कळलं पाहिजे आणि योग्य दिशा दाखवता आली पाहिजे. मग ती जीवनात असो किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असो किंवा अशा छोट्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये, मग ते ते माझं मला विश्वास बसेना आणि मला छान परफॉर्मर म्हणजे झालं आणि सर पण टाळ्या वाजवायला लागले, मार्केटिंग मॅनेजरची इंट्रोडक्शन वगैरे सगळं-सगळं झालं. मग प्रॉडक्ट लॉन्च केलं आणि आम्हाला आम्ही विनर म्हणून घोषित झालो. माझ्या म्हणजे विश्वास बसेना मला. म्हणजे अजून त्या आठवणी ताज्या होतात. म्हणजे कसा आमचा ग्रुप होता, कसं म्हणजे म्हणजे असतं ना एकीचं बळ, तसं एकीचं बळ होतं आणि आम्ही ट्रॉफ्या पण बऱ्याच जिंकल्या होत्या. म्हणजे स्पोर्ट्समनमध्ये म्हणा अशा इव्हेंट्समध्ये, तर ते आठवतं.
हं, हं. हं. अगदीच. अगदीच. हो. बरं. हं. बरोबर. क्या बात है! हं. अरे वाह! हो, हो, हो, हो. तेच ना आता. बरोबर. बरोबर. अ हं, हं. अच्छा, मग एखादं असं अ, म्हणजे असं असतं ना की जसं तुम्ही तुमच्या कॉलेज डेजचं सांगितलं. आणि मग कॉलेजमध्ये शेवटी काय असतं, गॅदरिंग असते. शेवटचा दिवस असतो. मग तेव्हाचं हे गाणं आहे का? की तुम्ही सर्व इमोशनल झालेले ह्या गाण्यावर, म्हणून हे गाणं तुम्हाला नेहमी कनेक्ट करतं. ते प्रत्येकाशी जोडलेलं आहे की अ, फक्त हे गाणं वाजलं, तर तुम्हाला त्यांची आठवण येते, की ह्या गाण्याच्या मागचं जे कारण आहे ते नेमकं काय आहे?
हो. हो. अ, हो. हो, नक्कीच. नाही-नाही.